हां, म्हणजे व्हर्चुअल लाईफ कुठेतरी कमी होईल आणि असं प्रॅक्टिकल लाईफ चालू होईल थोडक्यात. जर स्मार्टफोन जर बंद झाला तर. म्हणजे हो.
नक्कीच, नक्कीच आणि मग आई-पप्पांसोबत गप्पा मारता येतील किंवा घरातल्यांसोबत टाईम स्पेंड करता येईल. सो बाहेर जाऊन एकदम म्हणतात ना, एकदम रिलॅक्स ती त्यांचा हात पकडून म्हणा किंवा काही जे बोलता येईल आणि आता कसं असतं हातात नुसता फोन आणि सोबत चालू असं असतं आपलं सगळ्यांचं. बघा, पहिले आपण असे नव्हतो.
हां. हो, लक्ष ते पूर्ण पूर्ण सगळं ते मोबाईलमधेच असतं. म्हणजे ते काय बोलतात तेवढा इंटरेस्ट पण नसतो आपल्याला इतका.
हां. आपण पहिले लहान असतो बघा, तेव्हा आपल्याला किती एक्साईटमेंट असायची की "अरे! बाहेर चाललोय, म्हणजे बाहेर जाणार." तेच आपलं डोक्यात, आपलं तेच असायचं. बाहेर चाललोय आणि काय खाणार, काय म्हणजे कुठल्या हॉटेलला चाललोय, म्हणजे ते सगळे म्हणतात ना, एक चित्र हां, चित्र असं आणि पूर्ण आपण एन्जॉय करायचो, की हां, बघा इथे असं आहे, हे गोष्टी आहेत, झाडं आहेत, असं टेबल आहे. आता असं झालं की हां, गेलोय. "अरे, हां मस्त." फोनवर बघतोय, बस. तेच चालू आहे म्हणजे. ते आपण पूर्ण एन्जॉय नाही करत आहोत तिथला जो अ, गोष्टी आहेत त्या.
हो. हां. हो, काही सीनरी म्हणा किंवा काय असं. हो. हां. हो. हो, जे सीन सीन आहे किंवा काय सिनारिओ आहे तर तर मग अ, आजच्या पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल, की स्मार्टफोनशिवाय तुम्ही कसं दिवस काढू शकता?
हो. नक्कीच, मला तर वाटतं तुम्ही सवय लावून घ्या कारण कधीतरी मला तर वाटतं लवकरच ते दिवस येतील, की एकंदरीत आपल्याला त्या फोनच्याशिवाय म्हणजे एक चांगला मोठा डिटॉक्स म्हणजे तुम्हाला डॉक्टर पण सांगतील, की तुम्ही जरा फोन कमी वापरा. त्यामुळे मला तर वाटतं की तुम्ही आधीच स्वतःला एक म्हणतात ना, अ, म्हणजे प्रतिबंध करा त्या गोष्टींचा, की जेणेकरून तुम्ही ते कमी वापराल. अ‍ॅडिक्शन खूप म्हणजे बेकार गोष्ट आहे. मग ते कसलं फोनचं का होईना, तर ते कमी झालं पाहिजे हां, तुम्ही भक्ती करू शकता. देवाची भक्ती करा. सगळं आजकाल लोकं देवाची भक्ती करतात, पण त्यांना मोबाईल लागतो. म्हणजे त्या भक्तीला काही उपयोगच नाही मला तर वाटतंय आणि कसं झालं माहिती आहे का आपलं, की जर आपण फोटो नाही काढला, तर समजा एखादा माणूस त्या ठिकाणी गेला आणि त्याने फोटो नाही काढला, तर त्याचं असं असतं की समाज मला मान्य नाही करणार, म्हणजे काय मी जाऊन आलो असं असतं. तर एक म्हणतात ना, एक सर्टिफिकेट झालंय. फोटो म्हणजे एक स डिजिटल सर्टिफिकेट की अ, टेप्स स्टेप्स 1 म्हणजे म्हणतात ना, कंप्लीटेड तसं झालंय ते.
हो, डिजिटल डिटॉक्स हो. हो, हो. पाण्याचं, फोनचं, कसलंही हो ना प्लॅटफॉर्म. हो, हो. ती भजनाची गाणी वगैरेसुद्धा ती मोबाईल वरूनच सांगतात. हो. हां, म्हणजे स्टेटस जर ठेवलं हो. हां.